हं, मग तुम्ही कोणत्या, कोणत्या प्रकारचे बनवता मोदक?
नुसते उकडीचे किंवा हां नुसते उकडीचे किंवा तळणीचेच नाही तर माव्याचा मोदक घरी बनला जातो. पोह्चाया मोदक बनवला जातो त्याच्यानंतर
अच्छा. अरे वाह! हो का पोह्याचा मोदक म्हणजे? म्हणजे अं, मला माहिती नाही हां.
हां आपले हां आपले पोहे जे आहेत ना, तर ह्या पोह्यांमध्ये आपल्याला एक अ, बासमती तांदळाचे पोहे मिळतात.
हां. हां. अच्छा.
तर ते बासमती तांदळाचे किंवा लाल पोहे मिळतात. हे लाल पोहे किंवा बासमती तांदळाचे दोघांपैकी कोणतेही पोहे मिळाले ना, की ते पोहे आणायचे आणि ते पोहे ना तुपावर छानपैकी असे मस्त भाजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ते तुपावर छान भाजल्यानंतर ते खूप क्रिस्पी होतात त्यांना थोडंसं ना मिक्सरमध्ये गूळ आणि वेलची घालून फिरवून घ्यायचं.
हं. हं, हं. हं. हं. अच्छा.
आणि मग त्यांना साच्यामध्ये भरून त्यांचे मोदक पाडायचे.
हो का हे खूपच इंटरेस्टिंग अ, रेसिपी वाटत आहे मी ट्राय करेल नक्कीच हो हो.
नक्की, नक्की ट्राय करा. खूप सुंदर लागतात हे मोदकसुद्धा आणि खूप क्विकली बनतात. कारण कसं आहे गणपतीच्या 10 दिवसांमध्ये 10 प्रकारचे नैवेद्य असतात 10 दिवसांचे.
हां, हां. हं, हं.
आणि मग तेव्हा असे क्विकली हँडी बननारे मोदक चॉकलेटचा मोदक आहे, काजूचा मोदक आहे ते असे वेगवेगळे प्रकार आम्ही ट्राय करत असतो.
हं. हां म्हणजे तुम्ही ह्या मोदकात म्हणजे एक मॉडर्न ट्विस्ट दिलाय.
मॉडर्न ट्विस्ट आमचे चॉकलेट्सनी आणलेला आहे.
तो देवा. हो, हो अ, <chuckles> तुमचं म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की छोट्याश्या प्रत प्रसादातपण एवढी शांती कशी येते? एक छोटासा मोदक आहे आणि तो आपल्याला खूप आनंद देऊन जातो किंवा खूप मनाला शांती वाटते?
<chuckles> खूप छान. अ हो वाटते कारण कसं आहे आपल्याला जे एक मला असं वाटतं, की आपला धर्म किंवा आपली जी काही परंपरा आहेत ह्या आपल्याला ना एक अ, सात्विक जीवन जगण्याचं असं एक अ
हं. हं. हं. हं.